नोकरी निवडतांना दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. पैसा आणि आनंद, हां, तर तुम्ही मला सांगू शकता का तुम्ही अ, नोकरी निवडताना कशाला जास्त महत्व देता?
हं, हं. हो ना. हो, हो. म्हणजे बऱ्याच त्याच वेळेला हा पेचप्रसंग उभा राहतो आपल्यासमोर की काय असतं, की आपल्याला एखादी नोकरी आपण जी करत असतो. तर ती आपल्याला आवडत असते आणि आपल्याला थोडे पैशाची पण आवश्यकता असते तर आपल्याला वाटतं, की जास्त पगाराची नोकरी मिळेल तर बरं होईल. पण मग असंही वाटतं ना, की जी सध्याची आहे तर ती चांगली आहे कशाला सोडायचं. पण आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. तर अ, मला काय वाटतं ना, की दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे पैसा हे आपलं जीवन अ, व्यवस्थित सुखकर होण्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं असतं पण आनंदही तेवढाच महत्त्वाचा असतो ना, नाहीतर मग आपल्याला जर आजच मजा नाही आली आजच सुख नाही मिळालं तर मग पैसे घेऊन आपल्याला मिळतील पण मग आपल्याला तेवढं समाधान मिळणारं नाहीये. मग अ, मला वाटतं, कुठेतरी समतोल साधणं फार महत्त्वाचं असतं.
हां, हां. बरोबर. हं, हं, हं. नक्कीच. नक्कीच. हां, बरोबर. हां, हां, हां, हां. हां. बरोबर. बरोबर, बरोबर. बघा ना, नोकरी अ, जसं म्हणतो ना आपण एखाद्या विक्स अ, व्यक्तीचा छंद असेल, तर छंदमध्ये जर का त्यांनी नोकरी केली किंवा करिअर केलं तर त्याला अ, पैसा आणि आनंद दोन्ही मिळतात. पण कधी-कधी अ, आपला छंद नसतो काही नसतो. तर अशा वेळेस आपण छंदाच्या विपरीत जाऊन जर का नोकरी केली तर त्यामध्ये आनंद मि मिळतो का खरं? आणि नसेल मिळेल तर मग शोधायचा कसा बरं त्याच्यामध्ये?
हो. हो. हो ना. हो, हो. हं, बरोबर. हं, हं.